<chuckles> आता कसं आहे माझा भाऊ चांगल्यापैकी गातो. त्याला गिटार वगैरे पण येते. तर आमचं डिस्कशन असतं बऱ्याच गोष्टींवरती की हे गाणं चांगलंय, हे गाणं ऐक किंवा आता एक मध्यंतरी एक पिक्चर आला होता बघा अ, "महावतार नरसिंह" तर त्याच्यामध्ये खूप चांगलं गाणं आहे. तर ते गाणं बघा असंय की अ, देवाचं गाणं आहे तर अ, ते खूप मला आवडलं. मग मी त्याला शेअर केलं की हे गाणं ऐक. तर त्याचे लिरिक्स वगैरे खूप छान आहेत. म्हणजे "ओम नमो भगवते वासुदेव नम:" खूपच मस्त म्हणजे ते छान वाटतं म्हणजे त्यातले एक थोडंसं मी सांगू शकेल. त्याच्यामध्ये काय होतं ना, की ते भगवान विष्णू त्याला दर्शन देतात आणि चरा-चरात त्याला ईश्वर दिसायला लागतं. तो काय म्हणतो की आज तुमने दिये, दर्शन अपने प्रिये. हर पल, हर दिशा तुम्ही तुम बसे. आता पुढचं बघा अपनी सुध बुध मैं हारा म्हणजे शुद्ध-बुद्ध म्हणजे सगळी गेली माझी, मेरा बस तूही सहारा तुझ को तुझसे पा ही लिया. आता पुढचं बघा हां, पुढं काय म्हणतो तो बादलो में गोते लगाओ म्हणजे आपण काय करतो ना, बा हवेत आहे, बादलो में गोते लगा एक्चुअली आपण पाण्यामध्ये गोते मारतो ना, सागर में उडता जाऊ. सागरामध्ये आपण गोते मारतो ह्याच्या बादलामध्ये उडतो तर त्याने उलट केलं कारण शुद्ध-बुद्ध हारली ना, त्याची तर म्हणजे किती छान लिरिक्स टाकलेत बघा असं मला आवडलं म्हणजे खूपच आवडलं. हां, हां, हां.
हां, हां. हां, हां, हां. हं. हं, हं. हं. हां, हां. हं. हां, हां, हां. ऐ <chuckles> हं, हं. हां, हां. हां. हं, बनत हां, ते हवेत. <chuckles> अरे! हां, हां. नक्की, नक्की. हां, बिलकूल, बिलकूल. नक्कीच, नक्कीच. खरंच म्हणजे खूपच छान असे लिरिक्स वगैरे तर काही काही गाण्याचे असे हिट करतात वेगळेच, आणखी म्हणजे खरंच खूप तुमचे छान तुमचे टेस्ट जो आहे तो नक्कीच खूप आवडला मला पण आणि नक्कीच कुटुंबात पण तुमचा इम्पॅक्ट झाला असेल त्या गोष्टीचं मला वाटतं. तर नक्कीच आपण याच्यानंतर भेटूया. अ, तुम्हाला खरंच बोलून खूप छान वाटलं. धन्यवाद.
हो ना, हो ना. बरोबर आहे. हो, हो. हो. मलाही खूप मजा आली धन्यवाद.